तर आत्ता आपण ज्या पद्धतीने पाहतो की सर्वांचचं आयुष्य असं धावपळीचं झालं आहे, ताण-तणावाचं झालं आहे. मग अशा वेळेस कुठेतरी आपण तो ताण-तणाव कमी करण्यासाठी वगैरे निसर्गात वेळ वगैरे घालवण्यासाठी जातो. तर असं तुमचं एखाद कोणतं ठिकाण आहे निसर्गात की तिथं तुम्ही वेळ घालवल्यानंतर तुम्हाला फार छान वाटतं? एखादं ठिकाण वगैरे असेल तर सांगाल का त्याच्याबद्दल?
हो, आहे ना. एखादं असं नाही म्हणता येणार, दोन तीन ठिकाणं आहेत. आणि उपलब्ध वेळेनुसार आणि उपलब्ध बजेटनुसार तिथे-तिथे जाणं होतं आणि बऱ्याच वेळेला आवडतं तिथे प जायला पण.
हां. <chuckles> हां. नक्कीच सांगा. हं, हं. कोणतं तरी ठिकाण एखादं?
अ, पहिलं म्हणजे सगळ्यात अ, सध्या आता जे काही
हं. हं.
लिस्टवर आहे टॉप लिस्टवर ते एक म्हणजे आहे की कोकण,
हां. <chuckles> हां.
कोकणात जायला आवडतं बऱ्यापैकी. पण अ, तिथे जायची अडचण एकच आहे की बऱ्याच वेळेला जर स्वतःच्या गाडीने जायचं म्हटलं तर ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. अगदी 3-3, 4-4 तास अ, ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतं आणि ट्रेन किंवा
नक्कीच करावं लागतं. अन त्यात जर का तुम्ही सीझनमध्ये जाणार असेल, तर मग काही पर्यटकांची नुसती गर्दीच गर्दी म्हणता येईल.
बरोबर. बरोबर आणि ट्रेन किंवा इतर कुठच्या सा अ, ह्याने जायचं तरी तिकीट बुकिंग तुमची 2-3 महिने तरी <chuckles> आधी व्हावी लागते. नाहीतर मग कठीण होतं तिथे जायला.
<chuckles> नक्कीच. म्हणजे अचानक तुम्ही नाही काढू शकत म्हणता येईल.
हो. अचानक जायचं म्हटलं तर मग अ, अगदीच म्हणतात ना की मुंबईपासून जे जवळची ठिकाणं आहेत, जसं अ, लोणावळा साईडला वगैरे गेलंतर तिथे भुशी डॅम वगैरे आहे किंवा पुण्यामध्ये बऱ्यापैकी ठिकाणं आहेत फिरायला किंवा अगदीच काही नाही, तर मुंबईच्या चौपाटी खूप सुंदर आहेत.
हं, हां. हां. हं, हां. ते तर आहेच. पण आता निसर्गात तुम्ही एखादा प्रसंग सांगू शकता की त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने वेळ घालवला किंवा तुमचा एखादा प्रसंग असेल, तर आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की कोकणमध्ये जायला तुम्हाला फार आवडतं. तर कोकणात वगैरे गेलाय का तुम्ही कधी या आधी?
हो, बऱ्याच वेळा, 2-3 वेळा जाऊन आलोय आम्ही तिथे.
होय, तर कसा काय अनुभव होता? काय वाटलं तुम्हाला? की अन् ते ठिकाण आवडण्यामागे असं काय कारण होतं, एखादी घटना वगैरे?
सुंदर अनुभव आहेत. अ, म्हा आम्ही 2 वर्षांपूर्वी जेव्हा आता गेलो होतो कोकणामध्ये, तेव्हा तिथे आम्ही भरपूर अशा काही ॲक्टिव्हिटीज केल्या, की ज्या एक लाईफटाईम मेमरीज झाल्या आमच्यासाठी आणि मग आम्ही आता तेव्हापासून पुन्हा-पुन्हा हो, नक्कीच. पुन्हा-पुन्हा आम्ही प्रयत्न करत आहोत, की पुन्हा आपण जाऊया. हां, पण काही वेळेला मुलांची शाळा आहेत. अ, ऑफिसमधल्या सुट्ट्या आहेत स्पेशली, कारण मुलांच्या शाळांच्या सुट्ट्या फिक्स असतात. ऑफिसमधल्या सुट्ट्यांचं गणित काही सुटत नाही व्यवस्थित. आणि त्यामुळे फार अ, ग गल्लत होऊन जाते.
हां. <chuckles> हां. सांगाल का जरा? बरोबर आहे ना. <chuckles> खरं. हं. म्हणजे वेळ नाही म्हणता येईल. म्हणजे प्रत्येकाचा वेळ ज जुळवून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर फिरायला जायचं म्हंटल्यावर तसं ते नियोजन करायला फार त्रासदायक होत असेल?
तर अ, हो. बरोबर, बरोबर. मग त्यामुळे मी त्यामुळे मग आत्ता म्हटलं ना की जसं वाटलं उठावं आणि जावसं तर मग मुंबईचा मरीन ड्राइव्ह खूप सुंदर आहे. तिथे रात्री रात्री अगदी 10 वाजेपर्यंत, 11 वाजेपर्यंत तुम्ही तिथे बसू शकता. समुद्राचा छान गार खारा वारा खाऊ शकता.
हं. अं, हां. ते तर आहे. हं, खरं आहे. ते तर आहेच.
आणि एकंदरीत ते छान वाटतं. पण हो, की तिथे प्रिकॉशन्स आहेत. बऱ्याच वेळेला पोलिस जे आहेत ते तुम्हाला तिथून उठवून लावतात. एकदा 10:00 वाजायला आले की उठवण हां, ते नाही अलाउड करत. सेफ्टी प्रिकॉशन्ससाठीच आहे ते चांगलं आता आमच्याच चांगल्यासाठी आहे. तर ते आहे आणि कोकणामध्ये जेव्हा आम्ही गेलो होतो, तेव्हा तिथे आम्ही सगळ्यात थ्रिलिंग जे आहे ते स्कुबा डायव्हिंग केलं होतं.
<chuckles> <chuckles> हां. बरोबर आहे. ते तर आहे. हं. होय.
आम्ही समुद्रात खाली जवळ-जवळ एक 20 एक फूट खाली पाण्यामध्ये होतो आणि तिथलं समुद्री जीवन पाहिलं. त्यामुळे
<chuckles> अरे बापरे! अ, मगं काय कसं वाटलं म्हणजे म डोक्यात असं एकदम शांतता निर्माण झाली, मानसिक शांतता? ताणतणाव विसरल्यासारखं वाटलं का? काय वाटलं?
खूप छान! खूप छान वाटतं. खूप छान वाटतं पाण्यात अ‍ॅक्चुअली आमचं माझं ते बकेट लिस्टमध्ये होता तो अनुभव घ्यायचा म्हणजे ठरलेलं आणि जेव्हा तो घेतला अनुभव, पाहिला तर भीती वाटत होती. भीती इन टर्म्स ऑफ की जोपर्यंत जायचं होतं अगदी बोटीवर जाऊन तिथे उतरायचंय आता पाण्यामध्ये, ह्या लेवलपर्यंत खूप एक्साईटमेंट होती. पण ज्या क्षणाला पाण्याला पाय लागला एवढं थंडगार पाणी कारण हा जो सीझन जो चालू आहे ना, ह्याच्यामध्ये सगळ्यात शांत पाणी तुम्हाला समुद्रामध्ये या वेळेत तुम्हाला मिळतं, कंपेअर टू उन्हाळा किंवा पावसाळा. आणि मग तुम्हाला जर समुद्री सौंदर्य बघायचं आहे, तर पाणी स्वच्छ आणि शांतच हवं, नितळ हवं. आणि मग एवढ्या थंड पाण्यामध्ये उतरता उतरताना खूप भीती वाटत होती आणि तिथे खाली गेल्यावर बोलता येत नाही तुम्हाला.
<chuckles> <chuckles> नक्कीच ...हां. हां. <chuckles> हां, हां. हां. <chuckles> हां. बरोबर आहे की. हं. हां. नक्कीच. हं. <chuckles> खरंय, हातानं जे काही आपण अ, हातावर एक खुणवत असेल, त्याच्यावरच सांगता येईल की बाबा पुढचा व्यक्ती काय बोलतोय अन् काय म्हणायचं आहे हां, हां.
हातवारे करायचे आहेत. हो म्हणजे तिथे जरी तुम्हाला काही वाटलं, काहीही वाटलं, तरी फक्त हातवाऱ्यांमध्येची भाषा जी काही तुमच्या लक्षात असेल, तेव त्यानेच तुम्ही क बोलू शकता.
हं. <chuckles> किंवा भावना व्यक्त करू शकत नाही जास्त. <chuckles> हं.
अगदीच. तर त्यामुळे तो फक्त एक अडसर होता. पण ज्याप्रकारे आमचे जे गाईड होते त्यांनी आम्हाला स्कुबा डायव्हिंगला मदत केली आणि ते काही सौंदर्य अ, आम्ही सृष्टी सौंदर्यपेक्षा मी समुद्री सौंदर्य पाहिलं, ते अविस्मरणीय आहे. आणि आम्ही तर आता पुन्हा प्रयत्न करत आहोत की पुन्हा एकदा जाऊया आणि परत स्कुबा डायव्हिंग करूया. यावेळेस थोडं लवकर जायचा विचार आहे. तर बघूया आता कसं साथ मिळते आहे सगळ्या सुट्ट्यांची, बजेटची, कारण प्रत्येक गोष्टीला कुठे ना कुठेतरी थोडं बजेट पाहावच लागतं.
हां. हं. बरोबर आहे की. बरोबर आहे ना. हं. नक्कीच, नक्कीच. बरोबर आहे की. हं, आता ज्या पद्धतीने तुम्ही आत्ता सांगितलं की बाबा प्रत्येकाला वेळ तेवढा मिळत नाहीये, कारण तुम्हाला तुमच्या कामातून सुट्टी मिळत नाही किंवा तुमचे मिस्टर असतील त्यांना सुद्धा त्यांच्या कामातून वेळ मिळत नाही. पण ह्याच्यावर एक उपाय म्हणून आता आलाय म्हणजे ऑनलाईन सुद्धा आपण काम करू शकतो ना. मग ऑनलाईन काम करत वगैरे असताना तर तुम्ही असं काही अनुभव आहे का की बाबा मी ऑनलाईन काम करते अन् त्या ठिकाणी निसर्गात जाऊनच काम चाललंय. आपण म्हणतो ना डिजिटल नोमॅड लाईफ वगैरे.
बरोबर. हो. बरोबर. हो. पण ते कसं आहे माहिती आहे? डिजिटल नोमॅड लाईफ जे तेव्हा जेव्हा मला तरी असं वाटतं, की तो जेव्हा पर्याय नसतो ना? तेव्हा ते एक्सेप्टेड होतं किंवा अगदीच तुमची खूप अशी आतून वि इच्छा आहे की मला नोमॅड लाईफच जगायचं आहे. मला असंच, असंच भटकं जीवन जगायचं आहे आणि मग तेव्हा ते अ, मग अ, काय म्हणतात ना एक अ अ, चरितार्थ चालवण्यासाठी तुम्हाला पैसे कमवावे लागता आहेत किंवा तुमची जी काही नोमॅड लाईफची जी काही राहणीमान आहे. जर गाडी असेल गाडी घेऊन फिरत असाल तर त्या गाडीचा मेंटेनन्स वगैरे. तर त्याच्यासाठी तुम्हाला ते काम करणं गरजेचं आहे. "निसर्गात राहणं वेगळं"
हां. हां. हां. <chuckles> हां. <chuckles> हां. हां. हां. बरोबर आहे की. हां.
"आणि निसर्गात राहून काम करणं वेगळं."
हां. म्हणजे तुम्हाला थोडक्यात निसर्गात गेल्यानंतर जर का वेळ घालवायचा असेल, तर तो काम करून नाही, तर जरा मन निवांत हां. <chuckles> बरोबर आहे की.
नाही आवडणार मला स्वतःला तसं करायला. दुर्दैवाने आम्हाला करावं काय बऱ्याच वेळेला माझ्या मिस्टरांना करावं लागतं. बऱ्याच वेळा त्यांचे फोन चालू असतात. त्यामुळे त्यांचा आम्हालाच कधी-कधी इरिटेट व्हायला होतं. "तू किती वेळ फोनवर आहेस?"
हं. <chuckles>
"प्लीज बंद कर तो फोन आपण आता बीचवर आहोत." किंवा "प्लीज बंद कर आता आपण गार्डनमध्ये आहोत." म्हणजे आम्ही असा प्रयत्न करतो, की भलेही फोटो नाही काढले गेले ना तरी चालतील, पण तो तिथला क्षण तो आनंद उपभोगा.
आता हां. हं. हं, हं. म्हणजे काय म्हणजे? तुम्ही निसर्गात गेल्यानंतर तुम्हाला सर्वात जास्त त्या ठिकाणी कोणती गोष्ट करायला आवडते? की आत्ता तुम्ही सांगितलं की फोटो वगैरे काढले नाही तरी चालतील पण ते क्षण जगणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही काय करता? बाबा एखाद म्हणजे, तुम्हाला पु पुस्तक सुद्धा बऱ्याच जणांना त्या ठिकाणी शांततेत बसून पुस्तक वाचायला आवडतं वगैरे किंवा नाष्टा करायला ब्रेकफास्ट हां.
बरोबर. बघा, आच हां. वाचायला आवडतं. हो बरोबर पण मला आहे ना, मला, मला तिकडे गेलं ना, कुठच्याही निसर्गात जाऊ द्या आता जसं मी म्हणाले, की आम्ही जेव्हा कोकणात गेलो होतो, तर कोकणातली जी काही खासियत होती आमची, ती आम्ही अ, अनुभवली. जशी स्कुबा डायव्हिंग आहे, पॅरासेलिंग केली होती आम्ही. तेव्हा तेव्हा एक मजा केली. तिथलं खाणं अनुभवलं आम्ही. तिथल्या बऱ्याचशा वेगवेगळ्या डिश आणि सगळ्यात जवळची सोलकढी आमची, ती आम्ही तिथे भरपूर मनसोक्त प्यायलो होतो.
हां. हं, बरोबर आहे की. <chuckles> बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणची संस्कृती, त्यांचा आहार, पोशाख, म्हणजे तुम्हाला जास्त करून तिथे ज्या पद्धतीचे लोक राहात आहेत. त्यांची जीवनपद्धती थोड्या वेळासाठी तुम्ही म्हणजे आकारता असं म्हणता येईल.
हो, आकार द्या अ, अ, आवडते ती आकारायला आणि ती स्वीकारायला त्यावेळेला. आणि जेव्हा असं नाही होत की अ, मोठ्या ट्रिपला किंवा 4-5 दिवसासाठी कुठे जाता येत नाही, तर मग शनिवारची संध्याकाळ एखाद्या समुद्रकिनारी जसं मुंबईला मी म्हटलं की खूप चांगली देन आहे. बऱ्याच ठिकाणी चौपाटीज आहेत जशी वरळी चौपाटी आहे, दादर चौपाटी आहे मरीन लाईन मरीन ड्राईव्ह आहे, अ, गिरगाव चौपाटी आहे, जुहू चौपाटी आहे, ह्या भरपूर चौपाटी आहेत की ज्याच्या म्हणजे जिथे ट्रॅव्हलिंगकरून तुम्ही 1 तासात, 2 तासात पोहचू शकता क्वालिटी टाइम
हां. हं, हां. बरोबर आहे की. हां. हं. हां. हां. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात जर का तुम्हाला लांब जायचं नसेल, तर जवळपास तुम्ही उठला आणि जाऊ शकता थोडक्यात ही अशी ठिकाणं आहेत का म्हणजे?
बरोबर, की जिथे आपण जाऊन थोडा वेळ घालवू शकतो, 2-3 तास तिथे बसू शकतो. तिकडचं वारं अंगावर घेऊ शकतो जो अफाट पसरलेला समुद्र आहे तो डोळ्यामध्ये सामावू शकतो. आणि मग जे आपण म्हणतो ना की खूप अ, स्ट्रेस आला आहे किंवा खूप गोंधळ चालू आहे सगळा डोक्यामध्ये. तो कुठेतरी शांत व्हायला म्हणजे अ, तिथे बरं वाटतं मग. शांत होतो तो तिथे.
हां. मग <chuckles> खरं आहे. पण आता हां, आता हं. हं, हां. नाही. खरंच आहे की. म्हणजे आता बऱ्याच जणांचं कसं असतं की बरेच जण निसर्गात सुद्धा फिरायला गेल्यानंतर, की त्यांना म्हणजे रूममधून बाहेर निघू वाटत नाही, की हॉटेलच्या बाल्कनीमधून वगैरेच निसर्गाचा अनुभव वगैरे घेत आहेत. मग तुम्हाला तशा पद्धतीने वेळ घालवायला आवडतो, की बरेच लोक असे सुद्धा असतात की कुठेतरी <chuckles> ट्रेकिंग चालली आहे, कुठेतरी जंगलातून फिरत आहेत. मग असं कोणत्या प्रकारात तुम्ही मोडता?
हं, हं. बरोबर. तुम्ही ह्या ना, ह्या ज्या सांगितल्यात ना ह्या प्रत्येक वयाच्या आणि एका सर्टन वेळेच्या अ, ट्रीटमेंट्स आहेत. जेव्हा तुम्ही म्हणता ना, मला रूमच्या बाहेर नाही पडावसं वाटतं, फक्त रूममध्ये हे मेजरली फक्त न्यूली मॅरिड कपल असतं. न्यूली मॅरिड कपल असतात, ज्यांना ते करावसा वाटतं. कारण त्यांना तिथे तो एकांत आणि तो क्वालिटी टाईम एकमेकांना द्यायचा असतो.
हां. हां. हां. हां. किंवा शांत. हां. <chuckles> हां. नक्कीच खरं आहे, हे तर.
ट्रेकिंग म्हणाल, तर जे लोकं ज्यांना एड्रेनल रश आवडतो शरीरातला आणि तो घेत वारंवार घ्यावासा वाटतो, ती लोकं म्हणजे स शक्यतो तुम्ही बघाल तर कॉलेजवयीन लोकं, कॉलेजात जाणारी वगैरे मुलं, मुली आहेत त्यांना ह्या गोष्टी करायला आवडतात. आणि त्यानंतर म्हणजे एकदा तुम्ही सेटल होता जेव्हा लाईफमध्ये, खरंतर लाईफमध्ये सेटलमेंट असा काही प्रकार नसतो. ऑल द टाईम तुम्ही स्ट्र स्ट्रगलच करतात. पण जेव्हा कुठेतरी असं वाटतं ना, थोडी आर्थिक सुबत्ता आली आहे आणि मग तेव्हा जो आहे तुम्ही निसर्गाचा आनंद घेता किंवा अगदीच लहानपणी, जेव्हा म्हणतो ना मामाच्या गावी, गच्चीत अगदी पलंगावर पडल्या, पडल्या जे तारे बघायचे होते, आकाशातले, ती जी काही मजा ना और होती. म्हणजे हे जे सौंदर्य तेव्हा लुटलं प्रत्येक वयाच्या एक एका वेळे, म्हणजे वयानुसार, वेळेनुसार आणि उपलब्धतेनुसार ते लुटलं जातं आनंद निसर्गाचा.
<chuckles> किंवा हां. हां. हां. ते तर आहेच. हं. हं. हां. <chuckles> खरं आहे, खरं आहे. हां. अ, <chuckles> नाही, बरोबर आहे, की हे तर आहेच आणि तुम्हाला कसं म्हणजे निसर्गात वेळ घालवताना तुम्हाला असं एकट आवडत का, कुटुंबियांबरोबर गेलेल्या किंवा मित्र-मैत्रिणींबरोबर गेल्याला जास्त वेळ घालू वाटतो त्या ठिकाणी?
निसर्गात वेळ घालवायला मिळत असेल, तर माझ्याकडे कंपनीची अट नाही. कंपनीची अट नाही, मग मित्र-मैत्रिणी पण चालतात, नाही, नाही, मित्र-मैत्रिणीही चालतात, एकांतही चालतो. अगदी मुलं-बाळं, सासू-सासरे सगळ्यांना <chuckles> घेऊन गेलेलं सुद्धा आवडतं. पण तिथे हवा.
तर एकांतात. हां, हां. म्हणजे एकांत सगळ्यात छान. <chuckles> हां. <chuckles> म्हणजे निसर्गाची साथ असेल, तर कोणाचीही दुसऱ्याची गरज नाही असं सुद्धा म्हणता येईल.
हो, हो, गरज असं नाही म्हणत मी, पण कसं आहे जेव्हा आपण एक आपल्या फॅमिलीबरोबर जातो, तेव्हा एक चांगल्याप्रकारचं बॉन्डिंग आपलं तयार होतं त्या निसर्गामध्ये.
हां. हं. अ, हां. बरोबरच आहे की.
रोजचं घरामध्ये आपल्या रोजचे भांड्याला भांडे तर लागतच असतात
<chuckles> खरं आहे. ते तर आहे.
पण तिथे जेव्हा ऐसपैस जागेमध्ये भांड्याला भांडी न लागता, ती एक वेगळीच अ, आनंद आणि आनंदमयी शांतता अनुभवली जाते. त्याचा प्रत्यय मग घरी आल्यावर सुद्धा होतो की जो आपण म्हणतो ना एक अ, सायकॉलॉजिकल इम्पॅक्ट असतो, त्या सगळ्या गोष्टींचा. आणि जेव्हा आपण बाहेर जाऊन आपल्या कुटुंबीयांबरोबर हे अनुभवतो, तेव्हा बऱ्याच लाँग टर्ममध्ये ते घरात सुद्धा आपल्याला एन्जॉय करता येतं, मला असं वाटतं.
हां. हं, हां. अं, बरोबर आहे की. तर आता मग तुम्ही निसर्गात फिरणाऱ्या लोकांना काय सल्ला देऊ इच्छिता? की बाबा तुम्ही तिथे गेल्यानंतर काय करावं? की बरेच लोक कसे करतात की तिथं प्लास्टिकचा कचरा करत असतील, काय करत असतील किंवा निसर्गाला हानी पोहोचवत असतील. कुठं झाडं तोड, पानं तोड, मग असं त्यांना काय सल्ला द्याल, की कशा पद्धतीनं आपण निसर्गात दोन्हीचं संतुलन राखून की आपण आपलं आनंद सुद्धा घेत आहे आणि निसर्गाला कसल्याही प्रकारची इजा सुद्धा होत नाही. मग अशा दोन्हींचं संतुलन राखून आपण कशा पद्धतीनं आपण आनंद निर्माण घेऊ शकतो करून?
खरंतर निसर्गाचं जर तुम्हाला पावित्र्य जपायचं असेल आणि तुमच्या पुढच्या पिढीने ते पाहावं
अ, हां. <chuckles> खरं
असं वाटत असेल ना, तरच तुम्ही असं तुम्हाला हे जे आहे ना ती काळजी घ्यावीशी वाटते. अदरवाईज अ, कितीही म्हटलं, तरी प्लास्टिकच्या बाटली घेऊन जाणारे, दारू बिअरच्या बाटल्या घेऊन जाणारे आणि तिथेच त्याची घाण करून येणारे. बऱ्याच वेळेला अन्न जे आहे असं फेकून देणारे, असे भरपूर लोकं असतात. तर तुम्हाला जर स तुमच्याकडे जर तो अ, काय म्हणतात ना, उतले-मातलेपण असेल, तर मग लवकरचंच लवकरच नजीकच्या काळामध्ये निसर्ग त्याच उतलं-मातलेपण तुम्हाला दाखवायला लागेल आणि त्याच्यावर मात्र मग उतारा काही नसेल, मग मात्र तुम्हाला ते सहन करणं खूप कठीण होईल.
हं. अ, हां. नक्कीच. हां. बरोबर आहे की. <chuckles> बरोबर आहे की. तरी ह्याच्यावर काय उपाय म्हणजे, की बाबा? हां.
साधा-साधा उपाय आहेत. तुम्ही ज्या बाटल्या पाण्याच्या तुमच्या बरोबर नेत आहे. त्या नेण्यापेक्षा तुम्ही एखादी मोठी आपण म्हणतो ना जसं वॉटरमन असतं किंवा आपण जर गाडी असेल स्वतःची, तर ते वॉटरमन नेऊन एक फुलपात्र किंवा पा जे का पा ग्लासेस आहेत आपण घरामध्ये वापरतो स्टीलचे. ते तुटणार, फुटणार नाहीत, असे घेऊन गेलं तर आपण त्याच्यातून पाणी घेऊन, आपण ग्लासाने पिऊन, परत आपण ठेवू शकतो. प्लास्टिकची बॉटल फेकायची वेळ येत नाही. आणि जर असा वेळ आलीच, की तुमच्याकडे प्लास्टिकच्या बाटल्याच आता आहेत. पर्यायच नाही, तर त्या बाटल्या तुम्ही परत घेऊन या. आजकाल बऱ्याच रेल्वे स्टेशनवर आमच्याकडे तरी मुंबईमध्ये असं आहे, की तुम्हाला ट्रॅश ट्रॅश्ड आहेत, की ज्याच्यामध्ये टाकल्यात त्या बाटल्या तुम्हाला पैसे मिळतात.
हां. हां. आलं लक्षात. हं. हं. बरोबर आहे की. हां. नक्कीच. हं. हां. बरोबर आहे. हां. अरे बापरे! म्हणजे किती चांगली गोष्ट आहे म्हणता येईल.
मग ते, ते जर केलं तर तुम्ही पर्यावरणही लाख राखताय आणि तुम्हाला तुमच पा पैसेही मिळतायत. तिथेही आनंद आहे.
नाही, नाही. खरंच आहे, खरंच आहे.
तिकडे घाण करण्यापेक्षा तुम्ही तुमची घाण तुमच्या बरोबर कॅरी करा. त्यामुळे आमच्याकडे एक नियम आहे. बाहेर जाताना एक वेगळी पिशवी किंवा एक बॅग असते. ज्याच्यामध्ये आम्ही जे काही खातो, ते त्या त्याचं जे काही रे रेसिडुअल आहे ते त्याच्यात ठेवतो आणि मग आल्या आल्यावर डस्टबिनला ते टाकतो. मग भले हॉटेलचं डस्टबिन असू दे किंवा घरचं डस्टबिन असू दे. हा एक आमचा अलिखित नियम आहे. मग तो कुठेही जा, तुम्ही फिरायला.
हां. हां. अरे वाह! नाही. खरंच आहे. किती छान गोष्ट आहे. नाही, तुमच्या बरोबर बोलून म्हणजे खरंच निसर्गात आपण कशा पद्धतीने वेळ घालवू शकतो. आणि तुम्ही जे तुमची आवडती काही ठिकाणं सुद्धा सांगितली, की आपण कशा पद्धतीने तिथं एक मानसिक शांतता मिळवू शकतो. हे ऐकून म्हणजे मला खरंच फार छान वाटलं आणि नक्कीच आपण पुन्हा भेटूयात. धन्यवाद.
धन्यवाद.